अ, या दोघांमध्ये अ, संवाद जर का पुन्हा प्रस्थापित करायचा असेल तर अ, तुम्हाला काय वाटतं बरं असं म्हणजे तुमच्या अनुभवातून सांगा की तुमच्यासोबत अशी घटना झाली असेल, की तुमचा आणि तुमचा पा पालकाचा किंवा तुमच्या मुलासोबत असं काही बोलाचालीमुळे काहीतरी अ, झा असं झालं की त्यामुळे नंतर तुमचा संवाद थोडा कमी झाला. तर या अ, दोघांमध्ये अ, पुन्हा असा संवाद अ, प्रस्थापित करण्यासाठी अ, तुम्ही काय केले होते त्यावेळेस?
हो. हे जेवढं बोलले ना, मी की मुलं मोबाईल वापरतात. पालकांचा मुलांचा संबंध कमी झाला. मुलं जास्त करून नेटचा वापर करतात जेणेकरून त्यांचा मेंदू कमी विचार करतो. हे संपूर्ण माझ्या स्वतःच्या मुलांबाबत पण लागू पडतं. एक वेळ असंच झालेलं. की आपण काय करतो ना, की मुलांना अभ्यास असतो. मग ते काय करतात नेटचा वापर करतात नाही तर मग अ, अ, प्रॅक्टिकलसाठी आपल्याला सारखं सांगतात हे काय असतंय? "कनेक्टर काय असतंय गं मम्मी? आणि त्यामध्ये मग चार्जिंगला लावल्यानंतर नक्की काय फिरतात?" तिला सांगितलं इलेक्ट्रॉन्स फिरतात. "इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय असतं?" एवढे किचकट प्रश्न मुलांनी विचारले की मग माझं काय व्हायचं त्यांना एक्सप्लेन करणार कसं ना, एवढं डिटेलमध्ये आणि ते खूपच डिटेल प्रश्न विचारायचे. मग आपण काय करतो "नाहीये जा तुझ्या एवढ्या कामाचा नाहीये." मग अशा यांने काय व्हायचं? काय व्हायला लागलं? की ती मला क्वेशन विचारणं बंद झालेत. आणि मग नंतर माझ्याही लक्षात आलं की हे पूर्णतः चुकीच आहे. कारण काय आहे ना, तिचे प्रश्न तरी मी समजावून घेतले गेले पाहिजेत. समाधान करणं ते माझ्या हातात आहे. पण प्रश्न ऐकून घेतले गेले पाहिजेत त्यामुळं मी तिला आता नेहमीच स्वतःहूनच विचारते तुला काही प्रश्न पडायला पाहिजेत म्हणून मी तिला अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करते आणि तिला प्रश्न पाडायला भाग पाडते आणि त्याच्यानंतर मग
हां, हां. बरोबर. अच्छा. हां, हां. हां. हां. बरोबर. हो ना. बरोबर आहे. हां. हं, हं. हं. हं. बरोबर आहे. हां, हां. अच्छा. <chuckles> म्हणजे तुम्हीच अ, सिच्युएशन अशी तयार करून त्यासोबत टाकता की मग त्याच्यावरती विचार करून अ, काहीतरी प्रश्न शोधून काढतील. मग तुम्ही त्याला आहात प्रश्नाची उत्तर देता असं. <chuckles>
हो कारण आणि मी त्याला नेहमीच आणि शक्यतो ना, मी निसर्गाच्या बाबत सारखंच हे करत असते आणि ती मला खूप प्रश्न विचारते. "झाड असंच का बनतं? मग झाड पाणी कुठून घेतं आणि का घेतं? ऑक्सिजन म्हणजे काय असतो आणि ऑक्सिजन मग नायट्रोजन कुठून असतो? तो आपल्याला का दिसत नाही? हवा कशी असते?" ह्या सगळ्या गोष्टी मला ना, तिने प्रश्न विचारा म्हणजे आधी वाटायचं की तिने मला हाच प्रश्न विचारला होता की मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर नक्की काय होतं? तर मग मी म्हटलं हां, "चार्जिंगला लावल्यानंतर काय म्हणजे नाही का इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये प्रवाहित होते आणि इलेक्ट्रॉन्स फिरतात." नक्की इलेक्ट्रॉन्स काय असतात? मग एवढं सगळं डिटेल थोडं ना, मी एक्सप्लेन केलं मग मला सध्या नको वाटलं. पण नंतर एक वेळ मलाच माझी चूक लक्षात आली आणि मी ती लवकरात लवकर सावरली जेणेकरून मी तिला स्वतःला आता प्रश्न पडतील. तिचा मेंदू जास्तीत जास्त विचार करेन. याच्यासाठी मी स्वतःच प्रश्न निर्माण पडतील अशी से सिच्युएशनच क्रिएट करते तिच्यासमोर.
अच्छा. हां, हां. अरे बाप रे! <chuckles> हां. हां. हां. बरोबर. हां. हां. बरोबर. हां, हां, हां, हां. हं, हं, हं. अच्छा. बरोबर. अरे वाह! खूप खूप छान आयडिया लावली बरं तुम्ही. खूप छान आयडिया लावली. <chuckles>
हो कारण कसं आहे ना, आपण मला माहीत मी सांगू तुम्हाला एक. जेवढे मुलांचा विचार मेंदूचा काय म्हणता येईल विकास थांबवण्यात मोबाईल जबाबदार आहे त्यापेक्षा जास्त पटीने पालक जबाबदार आहेत.
हां, हां.